नक्कीच, नवीन-नवीन गोष्टी दिसतील तुम्हाला आणि मग छान-छान आयडियाज घेऊ शकतील.
हां, हां. अरे, वा! म्हणजे अ, छान सांगितलं तुम्ही. कारण कसं आहे की जे नवीन येतात प्लॅटफॉर्मला त्यांना थोडंसं कठीण जातं. कारण आता ऑडियन्स पण फार आहे. अ, त्यांना कंटेंटही असा वेगळा, काहीतरी नवीन हा प्रत्येक वेळेस हवा असतो. तर अ, नक्कीच म्हणजे छान माहिती दिली तुम्ही आणि अगदी अ, याच्यातही तुम्ही क्रिएटिव्ह ब्लॉग, बर्नआउट याबद्दल खरंच खूप छान सांगितलं, की त्याचा समतोल कसा ठेवायचा, त्याचा वापर कसा करायचा. नक्कीच तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. पुन्हा बोलूया. धन्यवाद.
धन्यवाद मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.

नक्कीच. मग अ, अ, मला एक सांग हे सगळं असं करत असताना काम त्यातल्या ह्या आलेल्या गोष्टी कामाचे डेडलाईन्स किंवा कुटुंबाच्या अपेक्षा कसं
जरासा अवघड होतं कधी-कधी आव्हानात्मक होतं. कारण आपण जेव्हा आपल्या हातात आपला वेळ घेतलेला असतो, तेव्हा सगळंच पाळणं किंवा ती सगळी कसरत करणं जरासं अवघड वाटतं. आणि शक्य होत नाही सगळंच काही मिळवणं म्हणजे अचीव्ह करणं, खासकरून जर तुम्ही फ्रीलॅन्सर असाल आणि काहीतरी अशा सृजनशील गोष्टी करत असाल आणि रोज-रोज नव्या-नव्या गोष्टी कराव्या लागतात. एक फ्रीलॅन्सर म्हणून, मला तर असं वाटतं. कारण जर तुम्ही एक 3-4 वेगळे जॉब करत असाल म्हणा किंवा 3-4 वेगळी अशी कामं करत असाल किंवा YouTubeवरतीही म्हणजे अगदी जरी तुमचं निश किंवा तुमचे अ, जोनरं जे म्हणतो आपण व्हिडिओसचं, एकच जर ठरलेलं असेल, तरी त्यातही तुम्हाला रोज-रोज म्हणजे दरवेळेस नवीन काहीतरी कराय अ, केलं तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, नाही का? नाहीतर मग तुमचा प्रेक्षकही किंवा तुमचा क्लायंटही, तुमचा कस्टमरही कंटाळून जाऊ शकतो. त्यामुळे नवीन गोष्टी करताना नक्कीच हा ब्लॉक येतो आणि मग त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. मग तो वेळ तुम्ही स्वतःला देता आणि मग परिवाराला थोडंसं दुर्लक्ष करावंच लागतं. ते होऊन जातं म्हणजे.
बरोबर. हां. हां, हां. नक्कीच हो, ते तर आहे. हां, म्हणजे एक अ, समतोल अ, ठेवावा लागतो त्याच्यामध्ये कारण अ, क्रिएटिव्ह गोष्टींना आपल्याला जास्त वेळ आणि अ, म्हणजे आपण म्हणतो ना, की जास्त अवेअर राहावं लाग
हो. अगदी.
म्हणजे लोकांना तेवढं सगळं प्रोव्हाईड करू शकतो. मग अ, अ, तुम्ही हां, बोला.
आणि

अच्छा मग अ, अ, हे जे तुम्ही अशा स्टेप्स ह्या ज्या घेतल्यात तर मग हे असं म्हणतात ना, की काही अ, ऑनलाइन रिसर्च केला का काही त्याची मदत घेतली, असं काही केलं का?
हो, हो, नक्कीच. म्हणजे एकतर <coughs> 2 व्हिडिओसच्या मधला मी वेळ आणि काळ थोडासा वाढवला. आणि त्या काळात मी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे एकतर मी जर एक 20 मिनिटाचा बसून व्हिडिओ बोलत असेन, कॅमेरात, तर मग ते थोडंसं बोरिंग होऊ शकतं, असं मला जाणवलं. मग मी ठरवलं, की नाही एकच अख्खा व्हिडिओ बनवायच्या ऐवजी तुकड्या-तुकड्यांमध्ये बनवायचा. आणि कदाचित 5-5 मिनिटाचे जर मी 4 व्हिडिओ बनवले. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 4, तर मग कदाचित ते थोडेशे जास्त छान होऊ शकतील आणि मी व्यवस्थित ऊर्जा देऊन बोलू शक
अच्छा. हां, हां. हां, हां. अं, बरं.
नाहीतर कधी-कधी काय होतं ना, की आपण एकच टॉपिक घेतो, एखाद्या YouTube व्हिडिओसाठी आणि त्यावरच 40 मिनिटे बोलत राहू शकतो. आणि ते बोलणं काही अशक्य नाहीये, बोलू शकतो आपण, पण मग ते आपल्यालाच अ, पुनरावृत्ती होती असं वाटतं, की मी तेच-तेच करतोय. म्हणून मग मी ते तुकड्या-तुकड्यात ते करायचं ठरवलंय आ
हो ना. हो, हो. अं हां, म्हणजे तुम्ही असा विचार केला, की अ, लो किंवा त्यात त्यांना काही जास्त प्र म्हणजे प्रश्न जर त्यांना पडत असतील, तर मग होतं ना, की तेच ते काय बघायचं? मग ते दुसरीकडे वळतात.

हां, म्हणजे अ, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, ते लोकांना आपल्या आजूबाजूच्या प्रोव्हाईड करणं खूप महत्वाचं असतं. पण अ, आपलं लक्ष एक फ्रीलॅन्सर म्हणून किंवा एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून आपण कामाकडे कदाचित जास्त देतो शेवटी परिवारासाठीच म्हणजे <chuckles>
हो. तर आहेच. <chuckles> मग अ, आता आपण म्हण की अ, हे जे क्रिएटिव्ह होता किंवा इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांना असं काहीतरी अ, हे तर तुम्ही त्यांना काय सांगाल? की समजा अ, हे असे क्रिएटिव्ह ब्लॉक आले किंवा तुम्ही म्हटलात की बर्नआउट होतं, ह्याच्यात तोही फरक असतो जेणेकरून सगळ्या गोष्टींचा समतोल त्यामध्ये साधता येईल.
मी असं म्हणेन की एकतर नवीन-नवीन गोष्टी करत रहा. अ, विश्रांती घ्या पुरेशी आणि जे काही करताय ते तुकड्या-तुकड्यांमध्ये करा. म्हणजे अ, खास करून जर तरुण असतील, तर त्यांच्या आत खूप जास्त ऊर्जा असते. आणि खूप सगळं काही एकाच दिवसात करावसं वाटतं. पण आपण जसं, आठवडाभराचं जेवण एकदाच नाही जेवत. रोज-रोज थोडं-थोडं खातो, तसंच रोज-रोज थोडं-थोडं तुम्ही काहीतरी नवीन केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंटेशन म्हणजे त्या गोष्टी लिहून ठेवल्यात तुम्ही, तर तुम्ही अगदी कदाचित आज एक लिहिलेली आयडिया 6 महिन्यानंतर परत चेक करू शकता ना, की 6 महिन्यानंतर ती तेवढीच रेलेव्हंट आहे की नाही? आणि अ काही अ, अर्थ आहे का नाही त्या आयडियात. म्हणून मग सगळंच एकदम करून टाक नक्कीच, म्हणजे अ, सगळंच आ आजच करून टाकण्यापेक्षा सगळं एकाच महिन्यात संपवून टाकण्यापेक्षा लिहून ठेवा आणि हळू-हळू करा असं मी नक्कीच सांगेन.
हं. बरोबर. हं. हो, हो. हां, ते चेक करायचं. हां. हो, हो. हां, म्हणजे त्याला असं व्यवस्थित नियोजन एक प्रकारे हवं त्यांन
अगदी.
की अ, तुम्ही असं काही सांगू शकतात का? की त्यांनी अशी कुठली टूल्स किंवा असं कुठलं दुसरं तंत्रज्ञान वापरायचं, म्हणजे हा सगळा बॅलन्स होऊ शकतो?
हो. नक्कीच, म्हणजे शिकत राहिलो आपण आणि अ, क्रिएटिव्ह ब्लॉक जर आल येत असेल एखाद्या व्यक्तीला, तर अ, Google Trends अ, नावाची एक छान वेबसाईट आहे trends.google.com अशी आहे बहुतेक त्याचं डोमेन नेम. तर इथे जाऊन तुम्ही बऱ्याच छान-छान आयडियाज घेऊ शकता. उलट आणि जर YouTubeवरती आहात, म्हणजे मी YouTubeचं उदाहरण दिलं म्हणून मी हे सांगू शकतो की YouTubeवरती ना, आपल्या त्या YouTubeच्या स्टुडिओमध्ये एक असं ऑप्शन असतं अ, इन्स्पिरेशन म्हणून, म्हणजे तुमचा जो प्रेक्षक आहे, तो कशात रुची ठेवतोय? हे दाखवलं जातं तुम्हाला. तर तिथून खूप जास्त तुम्हाला आयडियाज मिळतात आणि डोक्यातल्या सगळ्या त्या गाठी अशा जणू काही सुटून जातात.
हां. हां. हो, हो. हं, हं. बरं. हं. बरं. म्हणजे मग अ, तुम्हाला तिथे सगळीच्या सगळी अशी माहिती अवेलेबल आहे, म्हणजे ज्यांना जर असं शिकायचं असेल तर.

नक तुम्ही. हा जो वेळ घेतला अ, ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे बदल केलेत, तर मग अ, तुम्हाला काय झालं. की क्रिएटिव्ह ब्लॉक आणि बर्नआउट यामध्ये काही फरक असतो का?
बऱ्याच रित्या सारखेच असतात हे दोन्ही. म्हणजे आपण बर्नआउट झालो म्हणजे अ, पूर्णपणे संपून गेली आपली शक्ती. त्यालाच तर आपण बर्नआउट म्हणतो ना, की मी संपलो. माझ्या आतलं जे काही इंधन होतं ते संपून गेलं. आणि त्याचबरोबर ते इंधन संपल्यावर गाडी थांबतेच. तर त्यालाच आपण ब्लॉक म्हणतो. की मी ब्लॉक झालो. म्हणजे मला 4 ही बाजूंनी कळत नाहीये की मी इकडे जाऊ, तिकडे जाऊ, पुढे जाऊ, की मागे जाऊ. तर मग दोन्हीही गोष्टी सारख्याच असतात आणि मला असं वाटतं क्रिएटिव्ह ब्लॉक आणि बर्नआउट ह्या दोघी बहिणी-बहिणीच असतात. <chuckles>
हां, हां. अच्छा. हां. हो ना. बरोबर. अच्छा. <chuckles> नक्कीच. मग अ, अ, असं क्रिएटिव्ह ब्लॉक आला तर तुम्हाला असं काही जाणवलं का की तुमचा असा अ, उत्साह कमी झाला, काम करण्याचा किंवा आयडियाज शोधण्याचा?
हो. म्हणजे मी असा झॉम्बी होऊन जायचो. की मी नुसता म्हणजे आत्मा नसलेली शरीर अ, असल्यासारखं चालायचो आणि असं वाटायचं की काही अर्थच नाहीये मी जी काही करतोय त्याला. म्हणजे इतकं छान काम करूनही वाटायचं की मी यूजलेस आहे. म्हणजे काय करतोय? मी का करतोय? काहीच कळायचं नाही. कारण तो ब्लॉक झाला होता ना, तो विचारांची सगळी ती शक्तीच संपली होती आणि अ, चांगले विचार येणं थांबलं होतं. ते ब्लॉक झालं होतं. चांगले विचार येणं आणि असं वाटत होतं की मी करतोय हे सगळं. पण मग त्यातून बाहेर आल्यानंतर मला जाणवलं की नाही. मी कदाचित तो स्पीड जास्त ठेवला होता. किंवा अ, थंडी असताना आपण पंखा लावला, की कसं होतं आपल्याला काहीच सुचत नाही काय करायचं? मग तो फक्त पंखा कमी करणं हे काम करायचं असतं.
ओह, अच्छा. हां. बरोबर. हां, हां. बरोबर. हो. अच्छा, मग अ, अ, तुम्हाला काय वाटतं की ज्यावेळेस ही अशी क्रिएटिव्ह आपण काम करतो आणि असे ब्लॉक येतात, मग त्याच्यासाठी अ, काही मानसिक गोष्टी अ, कारणीभूत. की बऱ्याचदा असं काहीतरी जास्त थकवा असतो म्हणून असं काही येतं?